<chuckles> आणि जसं तुम्ही म्हणाला होतात की आधी अ, की सकाळी तुम्ही रविवारच्या उशिरा उठून मग तुम्ही अ, जाता अ, बाहेर की नाश्ता वगैरे करायला एक अ, कॉर्नरवर. तर तुमचे घरचे पण तुमच्या संग येतात, का कसं?
हं. हां. हो, हो. हां. हो, हो. ते पण येतात, ते पण येतात. अ, माझे जे मिस्टर आहेत ते माझ्यासोबत येतात आणि कधी सासू-सासऱ्यांना इच्छा असेल, तर तेदेखील येतात. नाहीतर मग त्यांना आम्ही पार्सल घेऊन जातो, तर त्यांना इच्छा असेल तर. आणि संडे असं तुम्हाला सांगायचं राहिलं, की संडे असा आहे ना, आमच्याकडे संडेची सकाळी अ, आता मी एवढ्या सगळ्यांसाठी एवढ्या आठवडाभर सगळ्यांसाठी मी जेवण बनवते आणि संडेला हे सगळे जेवण बनवतात. त्या दिवशी मी खरंच आराम करते. तुम्हाला जसं मी बोलली की मला पूर्ण आरामाचा दिवस आहे, तर संडेच्या दिवशी हे सगळे मला कामात, म्हणजे तेच लोकं कामं करतात असं म्हंटलात तरी चालेल आणि मग संध्याकाळी मग अ, आपल्याला जे काही सामान हवं असेल, जे आपल्या आठवडाभरासाठी ते आणायला सगळं मी जाते असं देखील चालू आहे. म्हणजे असं
अच्छा. अरे वाह! हां, हां. हां, हां. अच्छा. <chuckles> ओ. हां, हां. अरे वाह! म्हणजे खूपच छान आहे हे, नाही का. बाकी सगळे लोकं तुम्हाला अ, रविवारच्या दिवशी आराम देतात आणि हां, स्वतः सगळे कामं करतात. नाही, खूपच छान आहे, पण असं होतं ना, की कधी-कधी आपण रविवार सोडून सुद्धा सुट्ट्या घेतो.
हो, हो. पूर्ण आराम, पूर्ण आराम करायचा. हो. हो.
तर त्यावेळेसची पहाट कशी असते आपली म्हणजे
हां, कधी-कधी असं असतं की वर्क फ्रॉम होमदेखील असतं, तर मग तेव्हा असं आहे की अ, त्या दिवशी मग नॉर्मली त्या टाईम थोडंस 1 तास लेट उठून आणि मग हळू-हळू थोडा जसा टाईम मिळेल, तसं काम करायचं आणि मग तेव्हा थोडीशी स्लो मॉर्निंग असते. म्हणजे असं काही हे नाहीये. अ, आणि मग तेव्हा मला थोडा एक्सरसाइजला जास्त टाईम मिळतो त्या दिवशी.
हां, हां, हां. अच्छा. हां, हां. ओ,. म्हणजे त्या दिवशी तुम्हाला एक्सरसाइज करायला खूप टाईम भेटतो. हां, हां.
हां. मग त्यादिवशी मी हो, त्या दिवशी मग मी माझं ऑफिसचं जे टाईम आहे, अ, तर मग मी तेव्हा 9:30 पर्यंत लॉगिन करते, काही हरकत नाही, चालतं असं. तर अ, मग त्या आणि कारण कसं आपल्याला टाईम कंप्लीट करायला येतो. जेव्हा आपण लवकर जातो ऑफिसला तेव्हाच आपण घरी लवकर येतो असं आहे आणि मग नंतर ती गर्दी सुरू होते सगळी ट्रेनमध्ये. त्यापेक्षा आधी लवकर पोहोचलेलं खूप चांगलं वाटतं, त्याच्यामुळे मी ऑफिसला नक्कीच लवकर जाते. कारण मला घरीदेखील यायचं असतं.
हां. हां, हां. हो. ये नाही खूपच अ, उत्तम आहे ह्या सगळ्या रुटीन तुमचा. पण तुम्ही आता म्हणाला ना, नाष्टा वगैरे करता. चहा वगैरे नाही घेत का तुम्ही सकाळी?
हो. नाही. मी अ‍ॅक्चुअली चहा मी चहा पर्सन म्हणजे अ, म्हणजे माझा चहा म्हणजे तुम्हाला मी खरं सांगू का, चहा म्हणजे माझा एक काढा आहे. त्यालाच मी चहा म्हणते, मी चहा नाही घेत. हां. अ, त्याच्यामध्ये सगळं आपलं अ, म्हणजे म्हणतात गरम पाणी, त्याच्यामध्ये अ, तेजपत्ता, जे सगळे आपले मसाले आहेत ना, घरातले, गरम मसाले त्या मसाल्यांचा एक मी चहा बनवते, तो मी घेते. त्याच्यामध्ये त्रिफळा, अ, आपला तेजपत्ता हे सगळं असं मस्त बॉईल करून मला त्या गोष्टी खूप आवडतात आणि त्यामुळे थोडंसं मी गूळ टाकते आणि असं सगळं आवडतं. आम्ही जास्त शुगर खात नाही. तर अ, मग अ, एकदम शुगरच्या पूर्ण अपोझिट आहे मी तर त्या गोष्टी मला अ, आवडतात असं.
हां, हां. ओ काढा! कसला काढा आहे तो? हां, हां. गरम मसाले, हां, हां, हां, हां, हां, हां. अरे वाह! हां, हां. ओह! <chuckles> खूपच छान! नाही म्हणजे खूपच अ, हेल्थ कॉन्शियस दिसता तुम्ही.
माझ्यासाठी चहा म्हणजे हो. माझ्यासाठी चहा म्हणजे तेच आहे. अ, ग्रीन टी, लेमन टी पण मी प्यायचे आधी, पण मला ते नाही आवडत. तर मी असा घरगुतीच आपला
त्यामुळे तुम्ही ते दुसऱ्या अ, अल्टरनेट शोधला.
अल्टरनेट म्हणून हां, मी त्याला ते शोधलंय.

असा.
तुम्हाला साउथ इंडियन डिशेस खूप आवडतात, तर तुम्ही कधी सकाळी असं घरात कधी बनवता का साउथ इंडियन डिशेस?
नाही. कारण सकाळी तेवढा टाईमच अ, नसतो. कारण का म्हणजे त्यासाठी खूप प्रिपरेशन लागतं. मी तुम्हाला जसं म्हणाले की मला 8:30 ची ट्रेन पकडायची असते. तर त्या 5:45 पासून अ, मला सगळ्या गोष्टी जसं की थोडा नाश्ता आहे, ब्रेकफास्ट अ, नाष्टा, ब्रेकफास्ट सगळ्या बाकीच्यांचा ब्रेकफास्ट तयार करावा लागतो आणि अ, थोडा अ, टिफिनदेखील रेडी करावा लागतो. तर मग त्या गोष्टींमध्ये अ, सगळी म्हणजे सकाळ अशी जाते कारण अ, कसं असतं, की सकाळ म्हणजे आपलं फक्त कामं वाटतात. पण जर आपण जर प्रॉपर मॅनेजमेंट केलं ना, तर अ, एक ते सवय आपल्याला चांगली लागून जाते आणि आपल्याला एक शिस्तदेखील लागते आणि आपल्याला टाईम मॅनेजमेंट देखील होतं. कारण कसं वेळ त्या-त्या वेळ, त्या-त्या गोष्टी झाल्या, की आपल्याला एक अ, टाईम मॅनेजमेंट देखील होतं आणि आपल्याला एक शिस्त देखील लागते, असं मला स्वतःला वाटतं.
अच्छा. हां, हां, हां. हां, हां. होय, होय. होय. हो. नक्कीच तर ते आहे. हां. नाही ते आहेच, पण तुम्ही एवढंच कमी वेळेत सकाळचं कसं काय म्हणजे आवरून घेता सगळं?
हां, आवरून म्हणजे आम्हाला स मी जसं म्हणाले, की मी रात्री थोडी अ, तयारी करते. जसं की सकाळी जेव्हा माझं स्वतःचं आवरलं, की जसं की मी नाश्ता ब्रेकफास्ट देखील करते. त्याच्यानंतर अ, म्हणजे अ, आपल्याकडे 4 शेगडीचा गॅस आहे, तर मग 4 पदार्थ एका टाईमला पटापट-पटापट कटिंग करून असं सगळं चालू असतं.
हां, हां. हां, हां. अरे वाह! <chuckles> मल्टीटास्किंग काम होतं मग तुमचं.
मल्टीटास्किंग काम होतं माझं, बरोबर आणि जिथ जसं काही गोष्टी असतात, जसं की पेस्ट असते, तर ते आधी तयारी करून ठेवलेली असते अ, किंवा काही वाटण असतं, खो ते खोबऱ्याचं जे वाटण असतं, तेदेखील थोडं आधी करून केलेलं असतं. आद आदल्या दिवशी लसूण वगैरे असतो, तो आधी अ, सुट्टीच्या दिवशी रात्री संध्याकाळी म्हणा सोललेला असतो. म्हणजे ही तयारी आहे ना, ती थोडीफार आधी केलेली असते. जसं की भाजी निवडून ठेवलेली असते. त्याच्यामुळे काय होतंय, सकाळी या ज्या गोष्टी ज्या करायला ना सोप्या जातात. काय हां.
होय, होय. हो. मस्तच, हां. सोप्या जातात, नक्कीच सोप्या जातात कारण की अ, रात्री तयारी केल्या की तुम्हाला कमी वेळेत सगळं म्हणजे म्हणतात ना, अ, फास्ट काम होईल हां.
कमी वेळात आणि सकाळचं मेन कसं आहे ना, की सकाळचा टाईम इतका पटकन जातो ना, काही समजतच नाही. कसं लगेच घड्याळामध्ये अ, कधी 8:00 वाजतात आणि लगेच अ, होतं असं समजतच नाही.
समजतच नाही. हो, होय.